आपण पाहतो ना की आयुष्यभर लोकं ह्याच मेहनतीत लागले असतात, ह्याच कामात की आपण आपलं स्वतःचं घर बांधूया किंवा आपलं घर घेऊया, पण मला हे सांगा की तुमच्यासाठी घर म्हणजे नेमकं काय हो?
हो, हो. अगदी आहे. <chuckles> तर एक कविता फार छान आहे की "घर असावं घरासारखं, नकोत तर नुसत्या भिंती." तर खूप म्हणजे ती अशी नाही का अ, कविता आहे, तर तसं आपलं जे घर आहे ना, तर हे घर काय फक्त अ, चार भिंतींनी नसतं बनलेलं ना. तर त्याच्यामध्ये कसं असतं ना की अं, त्याच्यामध्ये माणसं असतात, त्याच्यामध्ये प्रेम, जिव्हाळा असला पाहिजे. तर थोडक्यात तुम्हाला ना, ती कविता मी <chuckles> ऐकूनच सांगतो बरं का, मी तुम्हाला आणखीन लक्षात येईल, तर ती खूप मला आवडती कविता ॲक्चुअली, तर "घर असावे घरासारखे, नकोत तर नुसत्या भिंती. इथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती."
हं. हं. हां, तेच ना. हां. हं. हां सांगा. अच्छा.
त्या शब्दांना अर्थ असावा, नकोच नुसती वाणी. सूर जुळावे परस्परांचे, नकोत नुसते गाणी.
हं.
त्या अर्थाला, अर्थ असावा <chuckles> नकोच नुसती नाणी. अश्रुतूनही प्रीत झरावी, नकोच नुसते पाणी. या घरट्यातून पिल्लू उडावे दिव्य घेऊनी शक्ती. आकांक्षाचे पंख असावे उंबऱ्यावर भक्ती. तर म्हणजे नाही का, की ओलावा असला पाहिजे. लोकांनी, एकमेकांशी प्रेमाने वागलं पाहिजे आणि म्हणजे अ, जे फक्त चार भिंती आणि मग अ, तिथं आपण डेकोरेशन करणार आणि मग <chuckles> नाही का तिथं हॉल असा असणार आणि बेडरूम तर अ, हे तर ठीक आहे. म्हणजे त्याने थोडंसं एक फिलिंग वगैरे येते, पण मला वाटतं ना की ते जे घराला घरपण जे आहे ना, ते त्या माणसांमुळं, त्या प्रेम-जिव्हाळ्यामुळं मिळतं. म्हणजे अगदी, एखादा छोट्या घरामध्ये पण आनंदी राहू शकतो आणि एखादा, एकदम भलं मोठा बंगला बांधून पण, नाही का असं नाराज राहू शकतात. तर, म्हणजे मला वाटतं ना, की शेवटी आनंदासाठी सगळं चाललेलं आहे आणि आनंद काय आहे? अ, <chuckles> आपल्याला आपल्या मिळवायचं असेल तर, ते जास्त शाश्वत गोष्टींनी जास्त मिळेल, असं मला
हां, हां. अरे, वाह! हम्म. हं. हां, बरोबर. हं. हो ना. मला असं सांगा की तुम्हाला काय वाटतं की घर कधी घर बनतं, आणि ते आपल्याला कसं समजत? म्हणजे त्याची काय आठवण आहे तुमच्या मनात?
हं. <chuckles> हं. हो ना, म्हणजे आता मला ना ह्या सगळ्या फेजेसमधून मी गेलेलो आहे एक्चुअली, तर कसं आहे ना मी लग्न झाल्यानंतर आईच्या घरी राहायचो, आई-वडिलांच्या घरी. तर काय होतं ना की आमचे फार वाद व्हायचे हो. कारण काय माहिती आहे का जनरेशन गॅप एक असतो, तर माझी जी बायको होती, तर ती थोडी लहान होती वयानी आणि कसं ना, आमच्या घरात कोणी मुलगी नव्हती ना, तर आईला कसं काही गोष्टी खटकायच्या, तर मी आणि माझा भाऊ तर कसं आम्ही तिला जास्त बोलायचो नाही. किंवा ती आम्हाला जेव्हा काही बोलायची, तर आम्हाला ते काही गैर वाटायचं नाही, कारण ती आई होती आणि कसं माझा स्वभाव थोडासा नाही का असं चिडका पण होता, तर मी तिला उलट पण बोलायचो. कसं ना बायको आली की बायकोला आपल्या अजिबात आवडत नाही की आपल्या नवऱ्याला कोणीतरी काहीतरी बोललेलं ना, तर आमचे थोडे वाद वगैरे झाले. मग ते घर आमचं स्वतःचं होतं, तिथं आम्ही नाही का सगळ्या गोष्टी होत्या आहेत आजही आहेत. अ, जे पाहिजे ती गोष्ट आहे, पण मग तिथं मनातून आम्ही फार वेगळे झालो होतो ना. तर मग ते घर सगळं स्वतःचं असून पण एक नाही का, आपुलकी थोडी कमी झाली होती. अर्थात, ती काही कायमस्वरूपीची गोष्ट नाही आहे, पण मग तात्पुरत्या वेळेसची परिस्थिती तशी होती. मग नंतर आम्ही, मी आणि माझी बायको, कारण मला असं काही त्याच कारणामुळं असं नाही, मला दुसरं एक काम पण भेटलं एका शहरामध्ये तर आम्ही शिफ्ट झालो ना. तर आम्हाला फार छोटं घर मिळालं एक्चुअली. तर ते असं वन रूम किचन म्हणजे वन बी-एच-केच होता, आणि त्यात हॉल आणि किचन कंबाईन होतं. तर घर एकदम छोटं होतं. पण त्याच्यामध्ये आम्ही जे प्रेमाने राहिलो ना, तर मला वाटतं ना की ते छोटं घर किंवा आमच्याकडं सामान वगैरे काही जास्त नसून पण नाही का, जास्त आम्ही नाही का एक आलो आणि त्याच्यानंतर आमचं नाही का नातं बहरत गेलं. तर मला वाटतं ना, हे कुठेतरी एक डिफाईन करू शकतो आपण, की आनंदाने प्रेमाने राहणं आणि माणसांनी एकमेकांशी समजून घेणं, मिळून राहणं, तर ह्यांनी जास्त आनंद मिळतो, असं मला वाटतं.
अच्छा. हं. बरं. हं. अच्छा. अच्छा. अच्छा. बरं. हं. अच्छा. अच्छा. वाह! किती छान! मग तुम्हाला अ, म्हणजे काय वाटतं, म्हणजे घराचं तुमचा अ, जेव्हा तुम्ही डोळे बंद करून असं अनुभव आठवण करता, तर तुमच्या मनात काय येतं? म्हणजे घराचे असतात ना एखादा सुगंध किंवा घराचा एखादा आवाज, तर ती अ, काय आठवण आहे तुमच्या डोक्यात त्याची?
हं. हां, हां. हां, हां. हां. अ, हं, हं, हं. हं, बरोबर. नाही, म्हणजे माझी तर आठवण, खरं सांगू का तुम्हाला, जेव्हा मला असं आठवण येते ना घर वगैरे, तर मला एक असं घर आठवतं ना, की ज्याला तुम्ही धड घर पण नाही म्हणू शकत. एक्चुअली ना, माझी आजी जी होती ना, तर माझी आजी आणि आजोबा ते दोघं प्राथमिक शाळेत शिक्षक होते आणि ते एक अशा ठिकाणी कामाला होते ना, जिथं काही म्हणजे असं गाव नव्हतं ते, तर ती एक नाही का कॉलोनी होती, तिथं साखरकार
हं. हं, हं. अरे वाह!
कारखाना होता. मग तिथल्या कामगारांना राहायला काहीतरी द्यायला पाहिजे ना, तर त्यांनी अशी चाळी उभ्या केल्या होत्या आणि एका शेजारी एक-एक, एका शेजारी एक-एक, एका शेजारी एक. अशी 10-12 घरे एका चाळीत आणि परत मागच्या साइड ला तेवढीच आणि समोर परत अशा चाळी होत्या छोट्या-छोट्या. तर तिथं आणि 2 एक रूम, एक हॉल आणि एक अ, किचन एवढंच तिथं घरी आणि त्या किचन मध्येच एक मोरी होती, मोरी म्हणजे कसं बाथरूम, आडोसा असतो थोडाफार. तर अंघोळ करायला तिथं अशी जागा एवढंच अ, तिथं होतं आणि समोर फक्त अंगण होतं, तर त्या घरामध्ये पण नाही का, म्हणजे माझे आजी, आजोबा राहायचे. आम्ही राहायचो, कधी आमची फॅमिली जायची, पण तुम्हाला खरं सांगू का, तिथं जे माझी आजी शहरांनी सार व्हायची, सकाळी उदबत्ती लावायची, तर तो उदबत्तीचा वास, त्या समोर अशी पांढऱ्या फुलांची झाडं होती, तिथं फुलं झाडं आणून ती अशी देवघरात जायची, म्हणजे देवघर म्हणजे काय, किचनमध्येच देवघर की किचनमध्येच बाथरूम, तिथंच ते नाही का देवपूजा करायची आणि ते जे वातावरण होतं सकाळचं, चहा वगैरे पिणं, तर ते इतकं प्रसन्न होतं ना, म्हणजे मला ते इतकं आठवतं ना आणि मग आम्ही तिथं सगळं ओपन च हो, म्हणजे असं कुणी पण कोणाच्या घरी कधी पण धडक मारू शकायचं, डायरेक्ट घरात जायचं, डायरेक्ट किचनमध्ये पण जायचं, लहान मुलांचं वगैरे. तर हे जे होतं ना, आपुलकी आणि माया आणि हे नाही हो आता होऊ शकत, म्हणजे त्याला काही जे आता आपण शहरात राहतो हो, हो, चांगले-चांगले म्हणजे कोटी-कोटींचे पण आपले फ्लॅट आहेत, पण ती जी गोष्ट होती ना, की एकत्र जेवण करणे, ती आता नाही. म्हणजे आपण आपल्या मुलांना पैसे देऊन पण ती गोष्ट नाही घेऊ शकत, तर ते मला खूप आठवतं.
हां, हां. हो, अच्छा. हं. हां, हां. समजलं. हं, हं. हां. हां. अच्छा. हां, बरोबर. हो ना. नाही, बरोबर. आणि काय आहे ना की हो, म्हणजे शहरात तर असं असतं ना, की गावात कसं एक मोठं कुटुंबासारखं असतं सगळं, तर सगळ्यांची घरं असं वाटतं ना, की एकमेकांची आपलीच घर आहे, की ह्याच्या घरी जा, त्याच्या घरी जा, तेवढाच आराम वाटतो, पण शहरात तर हां.
हं. हो, हो. अगदी. हो, हो. <chuckles> ते पण येतात ना आपल्या घरी आणि गप्पा-टप्पा मारतात. आता आपण शेजारच्या घरी जाऊ का तरी? <chuckles> बेल वाजवायला सुद्धा आपल्याला नको वाटतं, अरे कशाला त्यांना त्रास द्यायचा. <chuckles>
आणि त्यांचे दार ना सदैव उघडेच असतात, म्हणजे मला नाही वाटत, की कोण तिथे दार बंद करून राहत असतात. पण शहरात एकाच अ, फ्लोअरवर राहणारे लोकं एकमेकांना ओळखत नसतात.
हो, हो. नाही, नाही. <laughs> तुम्हाला गंमत सांगू का? मा माझं
तुमच्यासोबत पण, तुम तुमचा पण अनुभव असा आहे का?
हो, हो, ऐक, ऐका. गंमतच आहे ती. तर काय आहे माहिती आहे का. आता माझा मुलगा आहे तो 5 वर्षांचा; थोडा शाय आहे तो आणि जास्त त्याला नाही का, असं आवडत नाही. मग आता मी त्याला म्हटलं, "अरे आपण आता घर सोडणार आहे; कारण माझं रेंटनी आहे ना तर आता मला दुसरीकडे शिफ्ट व्हायचं आहे." त्याला म्हणलं, "आता आपण नाही का घर सोडणार आहे." मग अ, तिथे आम्ही गेलो, तर त्याचा तिथे दुसरा मित्र राहतो स्कूलमधला. त्याला ते आवडलं. पण त्याला थोडीशी लिफ्ट तिथली भीतीदायक वाटली जरा, नाही का. थोडीशी लिफ्ट बाउन्स करते ना, तर तो म्हणला "नको, मला इथं नाही यायचं, लिफ्ट अरे म्हणलं, "तिथं तुझं फ्रेंड आहे आणि आपण तिथं जाऊयात ना, तर तुला छान वाटेल. तुला मित्राबरोबर खेळता येईल." "नाही, नाही," म्हणलं, "इथं पण फ्रेंड आहे की माझा!" मी म्हणलं, "कोण रे?" तर तो म्हणला "अरे, ते समोर नाही का दादा आहे!" अरे म्हटलं "पाच वर्ष त्याला 'हाय' तरी केलयंस का, तू कधी आजपर्यंत? तर त्याला तू एक फ्रेंड म्हणतोयस!" तर अ, असं आहे म्हणजे. आणि काय होतं ना, की खूपच शहरामध्ये नाही हो, आपण बोलू शकत आणि प्रत्येकाला कामं आहेत; बिझी आहे प्रत्येकजण. आणि थोडंसं म्हणजे नाही का, आधी कसं असायचं माणसाला नाही का, अ, सेल्फ रिस्पेक्ट म्हणा किंवा आपुलकी म्हणा; नाही का, असं एखादं मागायचं, "अहो, आमच्याकडं कांदे नाहीये, जरा चार कांदे द्या." <chuckles> मग ते कांदे दिले, की आपण देताना परत आपण त्याला, तो आपल्याला काहीतरी द्यायचा; त्याच्यात साखर द्यायचा किंवा काहीतरी द्यायचा किंवा एखादी भाजी बनवली, तर एकमेकांना आपण शेअर करायचं. ते नाही आता; एवढा वेळ नाही आहे कोणाला. आणि नाही तर ती तसदी घ्यायची. खरं सांगायचं ना, तर वेळेचं तर एक्सक्यूज वाटते कधी-कधी मला. आपण तेवढी तसदी नाही घेत म्हणजे, कशाला म्हणजे आपल्याला? असं होतं कधी-कधी. आणि मग हाही करत नाही, तोही करत नाही. तर मग सगळं कोरडं-कोरडं जे आहे ना, ते झालेलं आहे. आणि माणसाला, मला वाटतं ना, की माणसाला माणसाची किंमत आहे का नाही? हा प्रश्न कुठेतरी उपस्थित राहतो म्हणजे.
हां. अच्छा. हां. हा. बरं. हं. अच्छा. हां, हा. हम्म. <laughs> हं. हं. हम्म. हो ना. हो. हो ना. हो, खरंच. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तुम्ही म्हणालात ना, की तुम्ही अ, तुमच्या जुन्या घरातून शिफ्ट होऊन दुसरी ठिकाणी गेलात, जिथे तुमचं म्हणजे नोकरी लागली होती तुम्हाला. तर मग जेव्हा तुम्ही तिथून घर सोडून दुसऱ्या घरात गेला, तर तेव्हा तुम्हाला जुन्या घराची आठवण यायची का? म्हणजे ते तुमचं लहानपणाचं घर असेल ना, तिथंच तुम्ही लहानाचे मोठे झाले असाल. मग ते असं एखाद्या वेळी वाटायचं का, की अ, काहीतरी माझं खूप महत्त्वाचं असं सुटलं, मागे राहिलं?
हां. हां. बरोबर. हो, हो. हां. हो. हो, हो, बरोब हम्म. हां. हो ना, हो ना, निश्चितच. म्हणजे अगदी मला जातानाचा प्रसंग आठवतोय. तर जाताना आम्ही दोघंही फार रडलो होतो, कारण काहीही असलं ना तरी घराशी आपली अटॅचमेंट असते ना हो? आणि कसं असतं ना, त्या घरात आपण लहानाचं मोठं किंवा ते प्रसंग असतात. आणि त्या विशिष्ट ठिकाणी विशिष्ट गोष्टी घडलेल्या असतात. मग ते आपल्याला कुठेतरी रियलाइज होतं ना. तर मग अ, तसं मलाही झालं होतं ना. तर भावुक अ, होतोच. किंवा घरात आपण मित्रांबरोबर कशा गप्पा मारल्या, कुठं काय घडलं, ते सगळं आठवतं आणि मला वाटतं ना ते आणि माणसाने किती जरी घरं बदलली ना, तरी त्याला आठवतंच. म्हणजे असं तर काही नाही होत आहे, की त्याला आठवत नाही आहे किंवा काय. आणि कधी-कधी आपण रस्त्याने जरी त्या घराजवळून गेलो ना, तरी आपल्याला त्या गोष्टी आठवतात. इतकी त्याच्यात ताकद असते, असं मला वाटतं.
हां, बरोबर. हं. हो, खरंच आणि काय आहे, माहिती आहे का? एक अ, प्रश्न मला इथे पडतो, म्हणजे अ, तुम्ही तर, तुमच्या बायकोसोबत नवीन ठिकाणी शिफ्ट झाला, पण काय असतं ना, की आपण बघतो ना, आपल्या देशात आता मुलींचं लग्न होतं आणि कधी-कधी त्यांना असं वाटतं, की माझं घर, आता माझं घर राहिलंच नाही आहे. मग <chuckles> असं, जर का कोणी तुम्हाला येऊन सांगेल, तेव्हा तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल?
हां, हां. हं, हं. हं. हो ना, हो ना. अ, नाही ना, बरोबर आहे ना, म्हणजे मुलींच्या बाबतीत तर, तर मी खूप म्हणजे नाही का, आहेच ते खरं. तर <chuckles> कसं ना
म्हणजे असं तुमच्या अ, बायकोला पण वाटलं असेल ना, कुठे ना कुठे, मग तुम्ही काय, काय म्हणाल तिला? म्हणजे कसं, अशा व्यक्तीला काय सांगू शकतो आपण?
हां. नाही, नाही. मला काय वाटतं ना, की घर तर एक निर्जीव गोष्ट आहे ना. तर मेन तर माणसंच आहेत ना? तर आपण जिकडं जाऊ, तिथं आपलं हे राहतं आणि मुली थोड्याशा, जेवढ्या समजदार आहेत, म्हणून तर त्यांना <chuckles> नाही का, वेगळ्या घरात त्या जाऊ शकतात. पुरुष नसता गेला दुसऱ्याच्या घरी. कारण पुरुषाकडं अ, तेवढं नाही का? भा भावनिक तेवढं हे नाही ना, अटॅचमेंट किंवा काय. तर मग ती जी समाजव्यवस्था बनवली, ती कुठेतरी विचार करूनच बनवली, असं वाटतं मला. तर हा माझं घर असं नाही तर, मुली तर मला वाटतं ना, कुठेतरी एक्सेप्ट करतातच, म्हणून तर त्या जातात ना सासरी, नाही तर त्या गेल्याच नसत्या. पण जेव्हा असं पुरुष एखादा म्हणाला ना, की "माझं घर आता माझं नाही राहिलं," तर मग आपण त्याला, सांगू शकतो, की "बाबा, घर म्हणजे, काय फक्त मकान नाही आहे ना, ते त्याच्यातली माणसं, हे त्याच्यातलं मूळं त्याच्यातलं सूत्र आहे ना? तर आता काळानुसार आपण बदललं पाहिजे. तुला जरी, आता कमी जास्त झालं, तुला दुसरं घर, काहीतरी तू घेशीलच ना? आता रा राहायचं तर सोडणार नाही ना?"
हं. हं. हो. हो ना. हो.
"मग त्याला तू आपलं घर बनव. त्याच्यातून तू, तुझं नवीन विश्व निर्माण कर आणि काळांतराने परिस्थिती बदलतेच. तर तशी तुझीही बदलेल." असा आधार आपण मला वाटतं, दिला पाहिजे आणि तसं, मी करेल.
वा, खूपच छान! किती छान तुमचे, तुम्ही अनुभव सांगितले आणि आठवणी सांगितल्या आणि इतकी सुंदर आठवणी आणि इतके छान-छान जे तुम्ही माहिती दिली ना, त्यासाठी तुमचा मनःपूर्वक आभार आणि खूप धन्यवाद.
मला देखील, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि घराची आठवण कुठेतरी जागी झाली, तर त्याबद्दल तुमचे देखील आभार आणि धन्यवाद.
हो, धन्यवाद.